नाही. ते आता जे तुम्ही सांगितले ना, ते बरोबर आहे, कारण आपण इतके बिझी होऊन गेलेलो आहे ना, रोजच्या आयुष्यामध्ये, आपल्या कामामध्ये म्हणा आणि वर्क फ्रॉम होम जर राहिलं तर त्याच्यामध्ये पण आपण लक्ष देत नाही, नाही का? कामाच्या अ, याच्यामध्ये आणि कुटुंबाकडे पण आपलं लक्ष राहत नाही, ते एक आपण केव्हा जेवतो मग आपली सासूबाई, आपले सासरे केव्हा वेगळ्याच अ, टायमाला जेवतात, आपले मिस्टर म्हणा, आपली मुलं म्हणा, ते शाळेतून आल्यावर म्हणजे सगळ्यांचा असा वेगवेगळा टाईम राहतो मग तसा जेवणाचा. पण मला तरी वाटतं का तसं नको, आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि जर तुम्हाला करायचं असेल ना व्यस्त दैनंदिनमध्ये, जसं आपलं आयुष्य रोजचं चालू आहे ना, परिवाराची एक ठराविक वेळ तुम्ही नियोजन करा, नाही का एका-एका टाईमच असं तुम्ही ठरवा का, त्या टाईमाला तुमचा नाश्ता होईल काहीही असू दे मग.
हं. हं. हो. अगदी खरं आहे. हं. हां. <chuckles> हो. अगदी खरं आहे. हां. हं. हां. अच्छा. हं. हां. म्हणजे वेळापत्रक बनवून म्हणजे तुम्ही सगळ्यांना घरातल्या सगळ्यांना एकत्रित बसवून हे समजलंय का?
नक्कीच. हो नक्कीच समजावलेलं आहे. कारण अ, नवीन-नवीन माझा जेव्हा, जॉब जॉब लागला होता ना, तेव्हा खूप कठीण झालं होतं मला सगळ्यांचं बघणं, सगळ्यांचा नाश्ता, जेवण आणि माझाही ठिकाणा नव्हता मग तेव्हा जेवणाचा. मग असंच झालं मग 1-2 महिने गेले आणि नंतर मी बसवला आणि सगळ्यांना सांगितलं, बघा खाण्यात खाण्याचं लक्ष देणं खूप जरुरी आहे आणि भुकेवर नोंदणी आणि लक्ष केंद्रित करणं पण खूप जरुरी आहे. म्हणून मी तर एक स स्वतःचं वेळापत्रकच बनवून घेतलेलं आहे बरं का हो नक्कीच मग तुम्हाला मी ते सांगते. जेव्हा सकाळ होते 8:00 ते 9:30 असा तो टाईम आहे. त्या टाईमाला आमचे नाश्ते होणार म्हणजे होणार आणि सगळे बसतात बरं का? सगळेजणच बसतात सोबत हो आणि मग दुपारच्या नाश्त्याला बघा दुपारच्या जेवणाला आम्ही सगळे नसतो. कारण कोणाला ऑफिस असतं. मुलांच्या शाळा पण असतात ना. मग दुपारचं जेवणाला नसतो पण अ, शक्यतो आम्ही रात्रीचं जेवण एकत्रच करतो. सगळे जण मिळूनच करतो. हो.
हं, हं, हं, हं. हां. हां. अच्छा. हं, हं. हं. हां. हो. अगदी खरं. हां. अरे वाह! हां. हं हो. हां. अरे वाह! फार छान. हं. हां. हो ना. अच्छा. हं. बरोबर दुपारी कोणी असतात, कोणी नसतात असंही होतं आपणही व्यस्त असतो बरोबर ना?
हो ना. त्याच्यामुळे मग कसं रात्रीचं जेवण सगळ्या सगळे मिळूनच करतो एका-एकी आणि कसं अ, सगळे एकत्र करून जेवलं ना, मग गप्पा-गोष्टी पण होतात. आपण काय खातोय त्याच्यावर पण आपलं लक्ष जातं. आपली मुलं काय खातायत त्यांच्याकडे पण आपल्याला लक्ष पण देता येतं, नाही का? व्यवस्थितरीत्या.
हं. अच्छा. हं. हो ना. अगदी खरं आहे. हं.
तसं तुम्ही करा, म्हणजे कसं तुम्हाला टेन्शन नाही राहणार मग.

तसं पण होतं. पण बघा ना जेव्हा आपण इकडं-तिकडं जातो फिरण्यासाठी तुम्ही म्हणा, किंवा घरामध्ये असं जातो अ, भेटण्यासाठी वगैरे म्हणा. त्यांचा टाईम तो ठरवलेला असतोच. पण अ, जेव्हा आपण जातो ना, तेव्हा मला तरी वाटतं का मग काहीतरी आपण घेऊन जावं सोबत. हलकं-फुलकं, नाही का? हो. मी मी करते तसंच जेव्हा पण मला हो, मी तुम्हाला सांगते ना माझी एक ट्रिक पण आहे त्याच्यामध्ये. मी काय करते ना अ, जेव्हा पण भूक लागली माझ्या आजीनी सांगितलेलं आहे बरं का हे. अ, भूक लागली ना, हो. जेव्हा पण भूक लागली ना आपलं गूळ आणि शेंगदाणे आपल्या सोबत ठेवायची. हो, गूळ आणि शेंगदाणे आणि आपलं सुक खोबरं राहतं बघा.
हं. हो, ना. अच्छा! <exhales> हां, बरोबर. हां. हं, काय? हं. ओके हं. हं, हं, हं.
हो, ते सुक खोबरं पण असे छोटे-छोटे तुकडे करून सोबत ठेवायचे. मी काय करते इकडे-तिकडे जाते ना, माझ्या पर्समध्ये ठेवतेच ते. अन जर मला असं वाटलंय का मला भूक लागली आणि कुठं गेल्यावर आपण बोलू शकत नाही ना त्यांना का "ओ आम्हाला भूक लागली आता वाढा." असं तर सांगू शकत नाही ना. मग काय करते, ते घेऊन जायचं सुक खोबरं, शेंगदाणे आणि गूळ. ते थोडं-थोडं तुम्ही खा ना पर्समध्ये ठेवा, तुमच्या पॅकेटमध्ये ठेवा. तुम्हाला जसं वाटतंय ना आता भूक ये लागते, अनावर होते, थोडं खाऊन घ्या. नक्कीच तुम्हाला शांतता भेटते. बरं का.
अच्छा. <laughs> हं. हो ना. <laughs> अगदी खरं आहे. बरोबर बोललात. हं. वाह! हं. हं. अरे वाह! हे खूप भारीच आहे. म्हणजे, की बाबा चला भूक लागलीये, थो छोटी-छोटी का असे ना, मग त्यावेळेला ती भूक शमली जाते, की चला तेवढ्यापुरती तरी पोट भरतं बरोबर ना?
हो. हो, नक्कीच. हो. नक्कीच, हो.
अच्छा मग तुम्ही हे असं ज दर वेळेला करता? कुठेही जाण्या जाण्याच्या वेळेला? हं.
नक्कीच. जेव्हा पण मी बाहेर जाते इव्हन मी मॉलमध्ये पण फिरायला गेली ना, मी ते सगळं घेऊनच जाते. हो.
हं. <laughs> अच्छा! ए हे मस्त आहे. खरंच खूप छान आणि मोलाची माहिती दिला जातो, की कशा पद्धतीने बाबा छोटे-छोटे भूकेवरती आपण अ, नियंत्रण करू शकतो. किंवा अ, भूक जी असते आपल्याला, ती कशाप्रकारे ओळखायची? किंवा तुम्ही कशाप्रकारे तुमचे अनुभव सांगितले, ते खरंच खूप छान वाटल, की तुम्ही कशाप्रकारे बाबा तुमची भूक क्षमवता? किंवा अ, व तुम्हाला कळतं कसं? तेही खरंच बह ऐकून छान वाटलं. मला नक्की तुमच्याबरोबर पुन्हा असंच गप्पा मारायला आवडतील. खरंच तुमचे खूप-खूप मनापासून आभार. धन्यवाद.
<laughs> नियंत्रण करू शकतो. हं, हं. हं, हं.

अरे बाप रे!
एक्साईटमेंटच्या मारे. माझे मिस्टर म्हण हो. इतके बोलले. अगं तू का म्हटलं नाही आहे मला भूक नाही आहे. इकडं फिर, तिकडं फिर. मग ते सगळे बंगल्स घे, ते सगळे नाही का शंक शिंपलेचे ते एक्सेसरीज वगैरे राहते ते घे, त्याच्यामध्येच माझं पूर्ण मन. नंतर मला लागली ना मी थरथर करायला. चक्कर हो चक्कर पण यायला लागली आणि मी तशीच तिथं एका अ, चर्च होतं त्याच्या समोरच जाऊन बसले बरं का. आणि त्यांना बोलली का म्हटलं अहो मला खूप चक्कर येते म्हटलं. काय माहिती काय कळत नाही आहे. मग मला हो चक्कर आणि ते आणि मग, हे ते बोलले मला हां घे म्हणे अजून म्हणे. तुला भूक नाही ना म्हणे.
अरे देवा! मग? <laughs> हां. हां. सगळे. हो, हो, हो. अरे देवा! मग? हां. अरे देवा! मग? म्हणजे ते त्याच्यातही तुमच्या लक्षात येईना की बाबा तुम्हाला भुकेमुळे हे होतंय.
हो ना. त्याच्यामध्ये पण माझ्या लक्षात येई ना. मग जेव्हा ते मला बोलले ना का बा अगं बाई म्हणे तुला भूक लागलीये म्हणून तसं होतंय म्हणे तुला. तर लगेच हे गेले आणि लवकर आपली दाल-खिचडी वगैरे आणली त्यांनी एका ठिकाणाहून. आणि ती खाल्ली मी आणि तेव्हा थोडं व्यवस्थित झालं बरं का. असं म्हटलं बघा ना.
अरे बाप रे! हं. हां. हं. हां. हां. तेव्हा जीवात-जीव आला असेल ना तुमच्या? <chuckles>
खूप जीवात जीव म्हंटलं. अरे इतकं जाऊन सुद्धा माझ्या लक्षात येईना का मला भूक लागली होती.
हां ना. तेच तर. <chuckles>
बघा ना. म्हणजे असं होतं एक्साइटमेंटमध्ये पण माणूस विसरतं. पण सांगण्याचं तात्पर्य नाही का. कारण भूकेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे बरं का.
बाप रे! हं. अगदी खरं आहे. हो ना. तेच तर. हो.